हां, तर माझ्या वडिलांनी मला, माझ्या मामांकडे अ, शिकायला पाठवलं होतं. म्हणजे जेव्हा मी 5वीत होतो तेव्हा. हं, तेव्हा माझं असं होतं की मी फर्स्ट टाईम घर सोडलेलं. आईपासून दूर, घरापासून दूर, सर्व म्हणजे आमची जॉइंट फॅमिली. जॉइंट फॅमिलीत एकूण 15 लोकं हो, हो, माझी हो, आजीच्या आई पर्यंत सर्व जिवंत होते आणि म्हणजे आम्ही सर्व 15 लोकांचं कुटुंब आणि तेवढं सर्वे लोकं सोडून एका नवीन जागी शिफ्ट होणे किंवा एका नवीन शहरात स्थलांतर करणे, हे खूप अवघड असतं.
अच्छा. <chuckles> हां. अरे बापरे! अच्छा वा! फार छान. अरे बापरे! मजाच.
कारण बघ ना, गावाकडे राहणं म्हणजे सकाळी लवकर उठणं, गावात शेताकडे जाणं, ती गावाकडची शुद्ध हवा, कलकलाट पक्ष्यांचा. बाकी सगळ्या गोष्टी अशा कशा मन रमवणाऱ्या असतात. पण जेव्हा आपण शहराकडे जातो ना, तेव्हा तसं काहीच दिसत नाही. आपल्याला फक्त दिसतात हां, आपल्याला फक्त आणि आपल्याला फक्त दिसतात ते खाली रस्ते. कुणी कुणाला बोलत नाही, कोणी कोणाला अशी विचित्र एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि गावाकडे कसं असतं? आपल्याला गावात सगळे ओळखत असतात. आपण काही उलटं-पालटं केलं की सरळ आपल्या आधी आपल्या घरी आपली खबर पोचते, की तुझं हो ना.
हो ना. अगदी बरोबर. <chuckles> हो, हो, बरोबर. कारण की गावात गावातला प्रत्येक व्यक्ती, लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे नावानं, घर सगळं बॅकग्राऊंड, त्यांना माहीत असत. शहरात तर असं झालंय की आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण आहे? आपल्याला तोच माहिती राहत नाही वर्षानुवर्षे.
त्यांना माहिती असतं.